आजकालची दुनिया रीलची, इन्फ्लुएन्सरची आणि सोशल मीडियाची. तर ह्याच्यामध्येच कधी-कधी आपल्याला अशी लोकं भेटतात, जे अगदीच आपल्या शेजारच्या घरामध्ये असतात. मग आणि काही तर अशी असतात, की परदेशी कुठेतरी दूर भारतापासून. मग अशा वेळेस या लोकल इन्फ्लुएन्सर आणि जे ग्लोबल स्टार आहेत, ह्यांच्यामध्ये काही फरक जाणवतो का हो तुम्हाला?
हो, खूप जास्त. म्हणजे अ, ग्लोबल स्टार्स जे होते आणि आहेत आणि असणार आहेत, ते खरे-खरे स्टार्स वाटतात. आणि असं वाटतं, की त्यांनी जे काही केलंय, ते आपल्या आवाक्या बाहेर आहे, किंवा आपण तिथपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. म्हणजे जरी मी प्रयत्न केला, तरी. पण लोकल इन्फ्लुएन्सर्सचं असं आहे, की जसं तुम्ही म्हणालात, की शेजारच्याच घरी असू शकतो एखादा, तर मग मला असं वाटतं, की अरे! हा करू शकतो, तर मीही करू शकतो. तर हा सर्वात मोठा फरक आहे, असं मला वाटतं.
हं, हं. बरोबर. ओके. अच्छा. बरोबर. हो. बरोबर. बरोबर. मग आता बघा, असं आपण म्हणतो ना, की हा ग्लोबल स्टार आहे, ज्याच्यान ज जो मला इन्फ्लुअन्स करून गेला, किंवा ह्याच्याकडनं मी इन्स्पिरेशन घेतली. तर असं काही आहे का तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या ग्लोबल स्टार किंवा अ, असा इन्फ्लुएन्सर, की ज्याने तुम्हाला इम्पॅक्टफुल असं तुमचं लाईफ झालं आणि त्याच्यात काही बदल झाला?
हो, हो. नक्कीच. म्हणजे अ, अगदी कोणतंही उदाहरण न घेता एक अ, साधंच उदाहरण मी घेईन, Instagramचे C-E-O, जे आहेत, एडम मोसेरी. तेही आता एका प्रकारचे इन्फ्लुएन्सरचं झालेले आहेत. कारण ते जरी फक्त अल्गोरिथमबद्दल बोलत असले किंवा फक्त Instagram कसं चालतं. त्यावर तुम्ही कसं अ, स्वतःची ग्रोथ करायची किंवा अ, नक्की काय, काय करून तुम्ही अ, थोडेसे पॉप्युलर होऊ शकता. ते सांगत असले तरी इतके छान-छान टिप्स देतात ना ते, की असं वाटतं की अरे हे अल्गोरिथमबद्दल बोलतात का आयुष्याबद्दल बोलतात. असं वाटतं कधी-कधी. आणि जितकं खोल जाऊ तितकं खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे ते एक आहे, जे मला खूप जास्त आवडतात.
हां, हां. हां, हां, हां. हो ना. करू शकता, बरोबर. बरोबर. अच्छा. <chuckles> बरोबर. पण मग असं नाही का वाटत, की प जेव्हा आपण अ, रोजच्या असे अ प य काय म्हणतो, क रोजच्या डेली रूटीनमध्ये जेव्हा आपण आहे ना, असे इन्फ्लुएन्सर आपल्या आजूबाजूचे बघतो जेव्हा किंवा लोकल ओव्हरऑल आपण असं धरून जाऊ, की भारतामधले इन्फ्लुएन्सर. तर त्यांच्यामध्ये आणि ग्लोबल स्टार्स त्यांच्याकडनं तुमच्या म्हणजे काही अशा वेगवेगळ्या अपेक्षा आहेत का? किंवा तो जाणवतो का तो अभय अभ अपेक्षांचा जो. एक अ, डिफरन्स आहे तो जाणवतो का बदल, फरक जाणवतो का?
हो, हो, नक्कीच. खूप जास्त फरक आहे. कारण एकतर क्वालिटीमध्ये फरक आहे. म्हणजे दर्जा आपण जर म्हणालो, तर हे स्टार लोकं कशी वरून खाली आलेत असं वाटतं आणि हे इन्फ्लुएन्सर खालून वर गेलेत असं काहीतरी वाटतं. म्हणजे ते आकाशात होते आणि एकदम काहीतरी असे वेगळ्याच जगातनं ते आपल्या जगात आलेत. आपल्याला काहीतरी दाखवायला काहीतरी शिकवायला किंवा अ, इतकं छान काय-काय बोलून जातात, करतात आणि बेसिकली त्यांचं वागणं किंवा एक डिमीनर जे म्हणतात इंग्लिशमध्ये. ते इतकं वेगळं असतं ना, की अ, आपल्याला खूप काही आहे ह्यांच्याकडून शिकायला असं वाटतं आणि त्याच्याच तुलनेत हे लोकल इन्फ्लुएंसर्स जे आहेत, ते इतके साधे-साधे आणि डेली द दररोजच्या गोष्टींबद्दल बोलतात, की असं वाटतं की त्या आपल्याला खूप जास्त लागू आहेत. ज्या कदाचित त्या स्टार लोकं जे बोलत असतील ते त्या वाटत नाहीत गोष्टी.
<coughs> बरोबर. हां. अच्छा. आलेत आपल्याकडे, बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. पण मग कधी असं वाटत नाही का हो? की जे हे आपले लोकल इन्फ्लुअन्सर्स आहेत, ते जास्त चांगल्यापणाने किंवा अधिक जवळून आपल्या आयुष्याला हात घालत असतात आणि दुसरीकडे जे ग्लोबल स्टार आहेत ते ग्लोबली ते ज्यांचा जो काही विचार आहे, तो प्रकट करून आपल्या आयुष्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की प्रेक्षकांचं आणि ह्या इन्फ्लुअन्सर्सचं कसं नातं डेव्हलप झालेलं आहे तुम्हाला वाटतं?
मला वाटतं की त्यालाच तर ग्लोबल म्हणतात ना कारण अ, ग्लोबल म्हणजे अख्ख्या जगातले लोकं. आता जरी एखादा भारतभर प्रसिद्ध असेल व्यक्ती, तर अर्थातच त्याची ते उतू गेलेलं असतं, त्यांची इन्फ्लुअन्स म्हणा किंवा त्यांची ती रीच किंवा पॉप्युलॅरिटी दुसऱ्या देशांमध्ये. तर त्यांनाही आपण जरी ग्लोबल धरलं, तरी ते व्हरायटीच्या प्रेक्षकांकडे फोकस्ड असतात. म्हणजे एकाच प्रकारच्या स्थानिक प्रेश प्रेक्षकांकडे नाही. त्यामुळे
बरोबर. हो. बरोबर. हं. बरोबर. काय असा म मुख्य काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो? मला एखाद एखादं उदाहरण की जे तुम्ही अनुभवलंत की अ, लोकल इन्फ्लुअन्स अ, इन्फ्लुएन्सर तर्फे मला हे मिळालं आणि ग्लोबल इन्फ्लुएन्सर तर्फे किंवा ग्लोबल स्टारकडनं मला असं काहीतरी जाणून घ्यायला मिळालं. काय एखादं उदाहरण?
म्हणजे एखादा जर फिल्म स्टार असेल आणि तो एखाद्या खाद्य पदार्थाचं एंडोर्समेंट करत असेल किंवा काहीतरी बोलत असेल त्यावर, की हे चांगलं नाही आहे. तर म्हणजे मुळात तो असं कधीच म्हणू शकणार नाही की हे चांगलं नाही आहे. कारण तो सगळ्या प्रेक्षकाला ए टू झेड भारतातल्या किंवा ए टू झेड जगातल्या किंवा एशिया मधल्या, सगळ्या प्रेक्षकांना केटर करतोय. आणि त्यात व्हरायटीचे प्रेक्षक असल्यामुळे, त्याची पोच तशीच असल्यामुळे, तो कधीच स्पष्टपणे असं नाही म्हणू शकत, की हे चांगलं नाही आहे, हे नका खाऊ. तो मेबी इनडायरेक्ट पद्धतीने हे म्हणू शकेल की हे आहे आणि हे माझ्या शरीराला सुटेबल नाही आहे. जास्तीत जास्त तो असा म्हणेल. तेच जर एखादा लोकल असेल, तर तो अगदी थेट म्हणू शकतो. जसा फूड फार्मर हा एक माझा खूप आवडता इन्फ्लुएन्सर आहे, ज्यानी अ, एका सुप्रसिद्ध चॉकलेट ब्रँडमधून शुगरची लेव्हल कमी करायला अ, सगळ्यांना भाग पाडलं.
हां, हां. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर. हां. हं, हं. अच्छा. हो. भाग पाडलं, बरोबर.
तर मग अ, तो थेट म्हणू शकतो हे. कारण त्याची ऑडियन्स ठरलेली आहे आणि ठराविकच आहे.
बरोबर. पण आता तुम्ही जसं आता म्हणालात की काही वेळेला ग्लोबल स्टार अशा प्रकारे व स्वतःला अ, दाखवून जातात क की ज्या डायरेक्टली ते नाही म्हणत नाहीत. पण ह्याच्यामध्ये एक अ, मला एक किस्सा मला आता आठवत होता, की आय थिंक अ रोनाल्डोचच अ, ते होतं की त्यांनी एका अ, एअरेटेड ड्रिंक्सची बॉटल उचलून खाली ठेवली होती. आणि बिसलरीच्या का कुठच्यातरी दुसऱ्या साध्या पाण्याच्या बाटल्या पुढे ठेवल्या होत्या.
हां.
आणि ह्या फक्त कृतीमुळे त्यांच्या, खूप मोठा अ, धक्का जे आहे त्या एअरेटेड ड्रिंक्सच्या बॉटलला अ, बा म्हणजे त्या कंपनीला आला होता वगैरे. तर अ, ते त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा त्याने ते खूप छान वगैरे दिलं होतं. तर म्हणजे असं फक्त एक छोटी कृती सुद्धा या ग्लोबल स्टार्सची इम्पॅक्ट करून जाते असं नाही का वाटत तुम्हाला?
हो, नक्कीच करते ना, म्हणजे त्यांनाच तर ती पॉवर आहे आणि त्यालाच तर ती पॉवर म्हणतात. किंवा त्यांचा जो काही
पण मग असा एखादा आपल्याकडे इन्फ्लुएन्सर तुम्ही पाहिलात का कधी? की इंडियन आहे आणि त्याची ही एवढी पॉवर आहे.
नाही मला नाही वाटत. भारतात असं कोणीही आहे. किंवा जरी असतील भारतातले तरी त्यांची रीच कदाचित तेवढी नाही आहे. जरी ते फिल्ममधले सुपरस्टार असले तरी आणि अ, कसं भारताचं एक राजकारण वेगळं आहे आणि जगभरात जे चाललेले असतात गोष्टी त्या वेगळ्या असतात आणि तुम्ही आधी जे उदाहरण दिलं त्यात कसं आहे, तो दर्जाही त्याच लेव्हलचा असतो ना. म्हणजे त्याच लेव्हलचा तो व्यक्ती असतो. म्हणून एक छोटीशी एक्शन ही त्याची खूप जास्त प्रभावी ठरू शकते. पण तेच जर एका लोकल माणसाने केलं म्हणजे जरी तो ग्लोबल नसला पण इंडियाभरचा सुप्रसिद्ध असला तरी कदाचित नाही होऊ शकणार.
हं, हं. बरोबर. ओके. बरोबर. हो. इम्पॅक्टफुल झाली, बरोबर. हं, हं, हं, हं. मला ह्यावरून ना एक अ, जुनी एक अ कॉन्ट्रोव्हर्सी असं नाही म्हणता येणार आपल्याला. पण एक असं हे होतं, की एक अ, एक्ट्रेस आणि आपल्या आय थिंक मिस इंडिया सुद्धा होत्या त्या, स्वरूप संपत म्हणून होत्या त्या. एक रजनी म्हणून एक अ नाही, स्वरूप संपत नव्हत्या दुसऱ्या कोणीतरी आहेत त्या. तेंडुलकर, प्रिया तेंडुलकर. त्यान रजनी म्हणून एक सीरियल घेऊन यायच्या आणि त्यांना म्हणजे कुठचाही असं नाइंसाफ़ी सहन होत नाही, असं होत तो. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं एकदा एंडोर्समेंट केली होती आणि नंतर खूप त्यांना बॅक स्लॅश आला होता आणि त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं होतं की मी कुठच्याही गोष्टीची एडव्हर्टाइजमेंट स्वतः पारखल्याशिवाय करणार नाही.
<coughs> हां.
तर तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की त्या सुद्धा ह्या लोकल इन्फ्लुएन्झर कॅटेगरीमध्ये येतात का?
हं. नाही मला नाही वाटत त्या येतात. म्हणजे अ, हे कसं ठरलेल्या रेषा आणि ज्या रेषा आहेत त्या इतक्या ठळक नाहीयेत. कदाचित थोड्याश्या ब्लर्ड आहेत. कारण जरी एखादी व्यक्ती लोकप्रिय असेल, फेमस असेल, तरी ह्याचा अर्थ असा नाही की ते काहीही करू शकतील. तेच लोकल इन्फ्लुएंसर्सनाही लागू आहे. म्हणजे हाच बॅकलॅश फूड फार्मरला पण खूप जास्त आला होता आणि तो अ, म्हणजे बरेच कोर्ट केस वगैरे झाल्या होत्या त्याच्याविरुद्ध पण पब्लिक
ओके. हां, हां. बरोबर. बरोबर. नाही त्यांना त्यांना बॅकलॅश असा काही नव्हता आला, बॅकलॅश नव्हता. पण त्यांना भरपूर फॉलोवर होते आणि ते तेव्हा जेव्हा आपल्याकडे असे अ, Instagram किंवा असे कोणतेही सोशल मीडिया स्टेज नव्हते. फक्त टीव्ही आणि वर्तमानपत्र. फार जुनं आहे आहे हे. तरी आपण बाय बघा कधी कमाई असते कधी ब्रँड डील्स असतात तर काही वेळेला इकॉनॉमी असते देशाची आणि ह्या सगळ्यांना हाताळत हे इन्फ्लू इन्फ्लुएन्सर जे आहेत ना, ते लिटरली म्हणजे एक वर्चस्व गाजवतात. तर काही वेळेला त्यांना असं, भरपूर मेहनत घ्यावी लागते. तर ह्याच्यामध्ये पण हा फरक आहे का, की एक जो ग्लोबल स्टार आहे, त्याचं वर्चस्व आहे अगदीच, त्याला काहीच त्रास होत नाही आणि लोकल इन्फ्लुएन्सर मात्र धडपडत असतो स्वतः टिकून राहण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला?
हो. नक्कीच, नक्कीच. तसंच आहे आणि इव्हन आधीचं जरी उदाहरण घेतलं तरी फूड फार्मरला एवढा बॅकलॅश आला, तरी पण त्याच्याबरोबर पब्लिकची साथ खूप जास्त होती. आणि त्याचबरोबर मेहनत हा पण जो पॉइंट तुम्ही मांडलात, त्यांना जास्त करावी लागते, कारण जसं मी म्हणालो, हे खालून वर आलेले असतात. आणि सर्वसाधारण लोकं असतात, ज्यामुळे त्यांना मेहनत घेऊनच स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्याच उलट जे ग्लोबल स्टार असतात किंवा जे अलरेडी प्रसिद्ध झालेले असतात स्वतःच्या क्षेत्रात, त्यांना थोडंसं अं, मेहनत न करताही त्यांच्या इन्फ्लुअन्समुळेचं किंवा प्रभावामुळेचं काम मिळू शकतं किंवा ते जे काही बोलतात किंवा करतात, ते त्या असलेल्या पावरमधूनचं करू शकतात. त्यामुळे त्यांना नक्कीच सोपं जातं.
हं, हं. अच्छा. बरं. बरं. बरोबर. करू शकतो. अगदीच. आता हे जे आपले इन्फ्लुएन्सर आहेत किंवा आपण म्हणू, की क्रिएटर आहेत किंवा त्या त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टींचं क्रिएशन केलं जातं, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, की जशी एक कसलं जास्त दबाव येत असेल? किंवा सामाजिक जबाबदारी आहे किंवा आता आपल्याकडे तर भरपूर भाषा आहेत. त्यामुळे भाषा आहे का? किंवा संस्कृती आहे. कोणता असा दबाव त्यांना वाटत असेल असं तुम्हाला वाटतं का? आणि याबद्दल काही उदाहरण देऊ शकाल का मला?
हो, नक्कीच म्हणजे दबाव हा सगळ्यांनाच असतो. मग तो ग्लोबल असला किंवा लोकल. त्यांना एक वेगवेगळ्या लेव्हलचे दबाव असणारच. पण ग्लोबल स्टारची रीच ऑलरेडी खूप जास्त असल्यामुळे तो काही गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. तो राजकारणाबद्दल बोलू शकत नाही किंवा खाद्यपदार्थांना सरळ नाकारू शकत नाही किंवा तुम्ही जे उदाहरण दिलं होतं, रोनाल्डोचं, तसं काही करू शकत नाही. आणि केलं तरी ते सूक्ष्म पद्धतीनेच तो करू शकतो. आणि त्यात स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात तो करत असेल, आणि टीव्हीवरती काहीतरी वेगळं दाखवत असेल, तर ते चुकीचं ठरू शकतं आणि त्यांच्यावरती मग खूप जास्त अ, आरोप टाकले जाऊ शकतात. पण तेच लोकल इन्फ्लुएन्सर इतका असा फेमस नसतो ना. त्यामुळे त्याला थोडशी एक लीवे देऊ शकतो, कधी कधी पब्लिक. <chuckles>
हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर. मला अशा ग्लोबल. हं, हं. बरोबर. बरोबर. मग अशा एखाद्या एखाद-दोन ग्लोबल स्टार्सची मला तुम्ही नावं सांगू शकाल का आणि लोकल इन्फ्लुएन्सरची सुद्धा?
अ, कशा बाबतीत?
अ, ग ग्लोबल स्टार जे आहेत सध्या, की जे रेकग्नाइज्ड आहेत वर्ल्ड वाईड आणि जे लोकल इन्फ्लुएन्सर जे तुमच्या नजरेमध्ये सध्या आहेत, असे काही यांची नावं सांगू शकाल?
हां, फूड फार्मर एक आहे जो पब्लिक फिगरच आहे. अ, ग्लोबल्स लोकल, लोकल आहे तो आणि ग्लोबल म्हटलं तर शाहरुख खान सर्वात एकदम साधं उदाहरण आहे. जे भारतातले असूनही अ, जगभरात इतके प्रसिद्ध आहेत आणि लोकं अगदी वेडे आहेत. त्यामुळे म्हणजे ते अगदी छान ग्लोबल स्टार म्हणू शकतो आपण त्यांना.
लोकल की ग्लोबल? अच्छा, हां, हां बरोबर. बरो म्हणू शकतो, बरोबर. खूप छान वाटलं मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलून आणि एकंदरीतच इन्फ्लुएन्सर आणि ग्लोबल स्टार कशाप्रकारे आपल्याकडे इम्पॅक्टफुल आहेत आणि त्यांचा कसा इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो, हे जे तुम्ही विश्लेषण केलंय ते खूप सुंदर आहे. खरंच छान वाटलं बोलून. पुन्हा एकदा भेटू अशाच गप्पा मारायसाठी. खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद! मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.